हो ना, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कुठला समुदाय बनवतो, तो आपण का बनवत आहे.
हं, हं. हं, हं.
ते आपल्याला स्वतःला पटलं पाहिजे आधी, म्हणजे उगीचच मला बोअर होतं आहे आणि मला मैत्री करायची म्हणून मी समुदाय बनवत आहे, हे कुठलं चांगलं कारण नाही आहे.
बरोबर, अगदी बरोबर. हां, हां. <laughs> कारण नाही. अगदी बरोबर, हं, हं, हं, हं.
हो ना, तर आपण जव जेव्हा असं म्हणतो की आपण एका शहरात इतके लोक राहत आहे, एकाच प्रांताचे लोक आहोत, आपले सण सारखे आहेत, आपली विचारधारा जवळ-जवळ सारखी आहे. तर मग आपण काहीतरी करावं, आपण भेटावं, एक दुसऱ्याची मदत आर्थिकदृष्ट्या नाही तरी एक दुसऱ्याची म्हणजे आधार तरी बनता यावा एक दुसऱ्यासाठी.
हं, हं. बरोबर. हं, हं. अं, बरोबर. नक्कीच. नक्कीच, नक्कीच.
तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण समुदाय बनवतो, तेव्हा लोकं हेच बघतात की आपल्याला आर्थिक नुकसान किती होईल इथे.
हो.
तर तेव्हा म्हणजे लोकांना हे पटवायला पाहिजे की, आम्ही ही गोष्ट पैशासाठी नाही करत आहे.
क्या बात है.
म्हणजे जरी कुठे जरी आपण त्या मी तुम्हाला उदाहरण दिलं आम्ही जेवायला गेलो, आपापले तर तुम्ही पैसे देऊ शकता.
हं, हं. हं, हं, हं ,हं. अगदी बरोबर.
म्हणजे मी तुम्हाला हे तर म्हणत नाही की तुम्ही 10 लोकांचे पैसे द्या, 50 लोकांचे पैसे द्या, स्वतःच्या जेवणाचे पैसे द्या. पण आपला उद्देश हाच असतो की आपण लोकांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं. आपल्या आठवणी ज्या असतात हो ना, प्रत्येकाच्या जुन्या-जुन्या आठवणी असतात महाराष्ट्राच्या, त्या त्यांनी सांगाव्या आपण ऐकाव्यात.
हं, हं, हं. हं. बोलावं. ब बरोबर, अगदी बरोबर. हो, हो, हो, हो. हं, हं. हं, हं.